नाही ओ, ते आपण चुलीवर जेव्हा करतो ना, स्वयंपाक तेव्हा हवा तुमच्या विरुद्ध दिशेने असेल ना, तर सगळ्या त्या चुलीतला तो काय म्हणतात तो धूर आणि तो छोटा-छोटा एक कचरा असतात, ते सगळं माझ्या डोळ्यात जात होतं.
की हां. हां. हां. अरे देवा! <chuckles>
कारण मला बिलकुल सवय नव्हती ना, आपण गॅसवर करतो इकडे.
बरोबर आहे. हो, हो.
त्यामुळे इत
मग ते तुम्ही कसं काय मॅनेज केलंत, म्हणजे मदत केली तुम्हाला कोणी की ते कसं झालं?
<chuckles> आईने मग खूप मदत केली माझी. माझ्या आईने खूप मदत केली. कारण की मला अजिबात सवय नाही आहे चुलीवर, पण खूप म्हणतात ना, की एक्साइटमेंट होती, की अरे! करून बघूया आपण.
हो. बरोबर. आणि कशी केली होती कटाची आमटी त्याची पटकन रेसिपी सांगाल?
कटाची आमटी जे पुरणपोळीचं ब जे पुरण असतं ना, त्याच्यामध्ये थोडं पाणी असं काढून ठेवतात बाजूला आणि मग अ, त्याच्यामध्ये आमच्या गावी असं करतात, की जे खोबरं असतं सुकं खोबरं, थोडंसं ओलं खोबरं आणि मग ते छान वाटून घेतात, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची असते, जास्त करून लाल अ, रंगाची जी आपली पावडर असते, ती असते आणि त्याला कढीपत्ता, मिरची ह्या सगळ्याची फोडणी आणि ते पुरणाचं पाणी असतं ना, त्याचीच कटाची आमटी हो, हो.
पुरण. हं. हां. हां. हां. अच्छा. हां, अच्छा. हं. ते ऑलरेडी गोड असतं नाही का? हां.
मग त्या पुरण्याच्या पाण्याची म्हणजे तुम्ही म्हणू शकता, की जी चण्याची डाळ असते ना, त्याचीच कटाची आमटी असते.
हां. वॉव!
आणि ती अशी मस्त त्याला तर्री आणि ती जास्त तेल घालतात त्याच्यात. कारण की त्याला असा छान कट येतो मग तो तेलाचा.
किती मस्त. हां, म्हणजे ती तर्री येते छान वर. हां, कट येतो. बरोबर.
तो असा छान लाल रंगाचा तवंग अगदी सुंदर दिसतो. आणि मला असं वाटत होतं, की आपण इथे शहरामध्ये किती वेगळं ब म्हणजे वेगळं करतो ना उत्सव सेलिब्रेट.
हां. हं. हं. हो, हो. खरंच, खरंच.
आणि गावी किती वेगळा करतो.
वेगळा करतो. खरंआहे, खरं आहे. मग तुम्ही दरवर्षी जाता, की तुम्ही खास त्यावर्षी गेला होतात?